आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, खूप साऱ्या गोष्टींना आपण नाही अशा बोलणाऱ्या गोष्टींना सुद्धा खूपवेळा हो असं बोलून जातो. तर तुमचा कसा एखादा अनुभव आहे का? की तुम्हाला नाही म्हणायचं होतं आणि खूपच अवघड होऊन गेलं ते?
हं. हो, नक्कीच ना, म्हणजे कधी-कधी काय होतं, की आपल्याला कुठलं काम करायची इच्छा नसते किंवा आपल्याला त्याच्यामध्ये अ, नाही बोलायचंय आता. पण कधी-कधी त्या व्यक्तीला बघून किंवा त्या परिस्थितीला बघून आपल्या आणि आपला जो स्वभाव असतो याला बघून आपण हो म्हणून देतो आणि असंच माझ्यासोबत घडलेलंय, की मला माझ्या ऑफिसमध्ये एक काम दिलेलं होतं आणि माझ्यावरती वर्कलोडही जास्त होता, म्हणून त्याच्यामुळे मला काही जमणार नव्हतं की ते काम मी पूर्ण करू शकतो आणि मी त्याच्यासाठी होकार समोरच्याला दिलेला होता आणि त्यामुळे काय झालं, की माझ्यावरती वर्कलोड वाढला आणि त्याच्यामुळे मग मी स्वतःला स्ट्रेच कर अ, केलं आणि समोरच्याला हो म्हटल्यामुळे त्याचंही काम केलं. पण त्या कामामध्ये मी चांगला आउटपुट देऊ नाही शकलो, म्हणून तो समोरचाही नाराज झाला आणि तो आणि ते म्हणजे माझे बॉसच होते, म्हणून ते भडकलेही माझ्यावरती. "की न नाही तुझ्याकडनं होत होतं, तर कशाला हो बोला? तुझाही टाईम वेस्ट केला आणि माझाही टाईम वेस्ट केला तू." तर मग कधीतरी आपण नाही बोलायला शिकायला पाहिजे.
हो. होय. अच्छा. अच्छा. बरोबर. आता बघा ना, अ, जर का बॉस असतील, मॅनेजर असेल किंवा आपले कलीग जरी असतील मग अशा कोणत्या प्रकारच्या बाउंडरी सेट केल्या पाहिजे आपल्याला असं वाटतं तुम्हाला? की ज्याने आपण कोणतीही परिस्थिती आली तर ती आपल्याला स्वतः एक ठाम असू आणि आपल्याला क्लिअर असेल, की या गोष्टीला नाहीच बोलायचं आहे अन् आपल्याकडे सुद्धा खूप सारी कामं आहेत, खूप सारे रोल्स आहेत रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत.
असं मला वाटतं हं. हं. हं, हो, नक्कीच म्हणजे ना, जर आपले बॉस असतील आपले कलीग असेल आणि जर आपण आपल्याला यांना नाही सांगायचंय किंवा ते आपलं काम आपल्याकडनं होणार नसेल आपल्याकडे वर्कलोड जास्त असेल. तर आपल्याकडे ना, नाही बोलण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण जरा शुगर कोटेड बोलू शकलो ना, की त्याला सकारात्मकरित्या नाही बोलायचं, की माझ्याकडे वर्कलोड अ, जास्त असल्यामुळे मला आवडणार, की मी तुमचं हे काम करेल. पण वर्कलोड जरा जास्त आहे त्यामुळे मी हे काम करू नाही शकत आणि त्यामुळे मी तुमची आता मदत करू नाही शकणार आहे. तर असं जरी आपण त्यांच्यासोबत बोललो ना तर ते एकदम डायरेक्टली नाही बोलण्यापेक्षा, आपण असं शुगर कोटेड बोललो तर निश्चितपणेच त्यांना वाईट वाटणार नाही आणि आपलं काम ही त्यातनं होऊन जाईल, की आपल्याला नाही करायचं होतं म्हणून ते आपण काम टाळलं थोडंसं. तर अशा प्रकारे जर आपण केलं ना तर निश्चितपणे चांगलं असतं.
हं. हां. बरोबर. हां, पण आता हे सगळं बोलताना आपण थोडं शुगर कोटेड थोडं ट्विस्टेड जरी बोललं तरी आपल्या मनात खूप साऱ्या भावना सुरू असतात. खूप लोकांना भीती वाटत असते. खूप लोकांना असं वाटतं, अरे गैरसमज नाही ना होणार? असं नाही वाटणार ना, की आपण काम टाळतोय? तर मग अशा वेस्टी अशा वेळी जेव्हा खूप जसं दबाव असतो, प्रेशर असतो, त्यावेळी काय केलं पाहिजे? म्हणजे कोणत्या प्रकारे तो जास्त अवघड नाही होणार, त्यासाठी काय केलं पाहिजे आपण?
हं. बरोबर. हं. बघा, ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ना, या नैसर्गिकचं आहेत, की आपण इतरांचा मान-सन्मान ठेवतो, रिस्पेक्ट करतो आणि त्याच्या रिस्पेक्टच्या याच्याखाली आपण त्यांना होकार देतो. पण कधी-कधी काय होतं? की आपल्याकडनं ते काम होणं शक्य नाही किंवा आपला तो कामात फॉर्टे नाही पण तरी ते काम आपण घेतोय. तर कधीतरी ते, म्हणजे ते काम चुकणार आहे किंवा बरोबर नाही होणार आहे. तर त्यापेक्षा आपण, अ, त्या कामाला नाही बोलणं हे फार गरजेचं असतं आणि ते आपण केलंच पाहिजे.
हो. बरोबर. पण आता बघा ना, ऑफिसमध्ये आपण समजावू शकतो लोकांना, की नाही जमत आहे, कामाचं आहे. पण आपल्या मित्र-मैत्रिणी जे आहेत, फ्रेंड्स जे आहेत त्यांना नाही बोललेलं बिलकुल आवडत नसतं. बरोबर की नाही? त्यांचं असं असतं की कुठे पिकनिक आहे किंवा कुठे ट्रिपला जायचं आहे, तर तुम्ही होचं बोलणं आणि ते लोकं खूप जास्त फोर्स सुद्धा करतात कधी-कधी. तर अशा वेळा तुम्ही ती गोष्ट कशी हँडल करता?
हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. बघा तेव्हा तर परिस्थिती पूर्णपणेच बदलते ना, की मित्र-मैत्रिणी बोलत आहेत तर त्यांच्यासोबत आपलं नातं वेगळं असतं. कधी-कधी आपल्याला कंटाळा येत असतो. त्यामुळे आपण नाही म्हणतो. कधी-कधी आपल्याला ती गोष्ट पटत नाही त्यामुळे आपण नाही म्हणतो. तर ते तेव्हा नाही म्हणण्याची गोष्ट वेगळी असते. पण मित्र-मैत्रिणी जर जास्त हट्ट करत असतील किंवा त्यांनी आपल्याला फोर्सच केला तर तेव्हा आपल्याला ती गोष्ट करावीच लागते. पण अन्यथा जर आपल्याला काही ती गोष्ट पटत नाही किंवा आपल्याला जायची इच्छा नाही. तर मग तेव्हा आपण काही ना काही पद्धतीने म्हणजे त्यांनाही डायरेक्टली नाही बोलण्यापेक्षा आपण दुसऱ्या पद्धतीने त्यांना नकार दिला पाहिजेल की "नाही बाबा माझी आज तब्य आज तब्येत थोडी अ, खराब आहे. माझं अंग दुखतं आहे." या पद्धतीने जर आपण त्यांना बोललो किंवा नकार दिला तर निश्चितपणेच ते माघार घेतात. आणि तेही आपल्याला समजून घेतात. की नाही-नाही नको. की "ह्याला आता पटत नाही म्हणून हा येणार नाही किंवा तो आजारी आहे म्हणून तो येणार नाही."
हो. हो. बरोबर. मग अ, असा एखादा प्रसंग आहे का तुमच्या आयुष्यातला की जिथे तुम्ही फ्रेंड्स ना नाही बोललात आणि खूप अवघडलं अवघडल्यासारखं नाही झालं. ते खूप ईझी होऊन गेलं?
हं. तर एक असाच हो, तर असाच एक प्रसंग होता.
तर मग. असं बोला, बोला.
की ज्याच्यामध्ये काय झालं, की माझा मित्र मला बोलत होता, की आपण चल जरा, अ, फिरायला जाऊ, अ, बाईक घेऊन. तर तेव्हा काय होते ना, की मला जरा कामं होते आणि मी तेव्हा त्याला नाही म्हटलो. आणि मग त्याने काय सांगितलं, की अरे, अ
अच्छा.
"तू का येत नाही माझ्यासोबत? काय तुला झालेलं आहे का?" म्हंटलं "नाही रे, मला जरा घरचे कामं आलेले आहेत. म्हणून त्यामुळे मी तुझ्यासोबत येऊ नाही शकत." आणि घरचं कामं सांगितल्यामुळे, अ, त्यांनी तर पहिलेच ते होऊन जातं ना, की घर घरच्यांना आपण प्रायोरिटी जास्त देतो. तर त्यामुळे ते एकदम सहज ठरलं माझ्यासाठी, की चल ठीक आहे मी एकटाच जातो. मग ते एकदम ती परिस्थिती होती ना, ती एकदम सोप्या रित्या टळली माझ्या ह्याच्यावरून.
हो. अच्छा म्हणजे तुमचे मित्र जे आहे ते खूप अ, समजून घेणारे आहेत, की घरचे आपली पहिली प्रायोरिटी आहे म्हणून. पण आता घरचं बोललो ना आपण, की घरच्यांना पण कसं असतं, की आम्हीच पहिली प्रायोरिटी पाहिजे. काम किंवा तुझे फ्रेंड्स ह्या सगळ्या सेकेंडरी झालं, मग घरच्यांना नाही बोलताना आपण, आपण खूप अशी डगमगतो, की त्यांना नाही कसं बोलायचं, त्यांना समजावून कसं द्यायचं, की ही गोष्ट माझ्यासाठी किंवा मला नाही करायची आहे आणि खूप साऱ्या गोष्टी असतात. करियर वाईज असते किंवा बाकीच्या गोष्टी असतात. जिथे आप घरच्यांच्यात आणि आपल्यात वाद-विवाद सुद्धा होतात. नाही आणि हो या गोष्टीवरती. मग ती गोष्ट तुम्ही कशी हाताळता?
हो. हो. नक्कीच. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. हं. बघा, त्याच्यासाठी ना, माझ्याकडे खूप मजेदार गोष्ट आहे, की मी कुठल्या पद्धतीने त्यांना नाही सांगतो, की अशीचं एक परिस्थिती निर्माण झाली होती. घरच्यांनी मला घरच्यांनी माझ्यावरती आशा लावून बसलेले होते की तुला 9 सीजीपीए आलाचं पाहिजे तुझ्या एक्झाम्समध्ये. पण मला माहिती होतं की ते सेमिस्टर किती कठीण आहे आणि आपली तयारी त्या सेमिस्टरसाठी किती आहे. तर मग त्यांना डायरेक्ट जर मी सांगितलं असतं की "नाही नाही, एवढे येणार नाही, 7, 7.5, 8 पर्यंत येऊ शकतात आणि मी तेवढं करेन." जर मी असं सांगितलं असतं. तर मला मग न निश्चितपणे जास्तचं बोलणं खावं लागलं असतं. पण मग मी त्याच्यासाठी ना, घरामध्ये अ, एक वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली की जसं, की हे सेमिस्टर खूप टफ आहे. मग याच्यामध्ये पास करण्यासाठीचं मुलांना खूप मेहनत करावी लागते आहे आणि बरेचं पोरं फेल होतात. अर्ध्याच्यावर तर ह्या वर्षीचं फेल होतात. असं सगळं मी वातावरण निर्माण केलं. मग घरच्यांमध्ये काय झालं ना, की "नाही-नाही, यानी ना, नुसता पास जरी झाला तरी चालेल." पण ते मला त्यांनी बोलून दाखवलं नाही. पण मला त्यांच्या हावभावावरनं समजत होतं. मग अ, माझे पेपर्स झाले, रिझल्ट आला आणि तेव्हा मला आहे ना, अ, स स 7.5 अ, सीजीपीए आला. सेवेन पॉइंट फाइव्ह झिरो. तर मग मी घरी सांगितलं आणि मग वडिलांनी थोडंसं श्वास टाकला, "अरे, बरं झालं तू पास झाला, फेल नाही झाला टफ सेमिस्टर होता ना, चल ठीक आहे, काही नाही, पण नाही ह्याच्यापुढे तू चांगलं कर." असं मला त्यांनी सांगितलं आणि मी माझी तेव्हा ती सुटका झाली. म्हणजे माझं कामही झालं आणि मी त्यांना जे अपेक्षित होतं त्याला नाहीही बोललो.
अरे वाह! अच्छा. अच्छा. अच्छा. बरोबर. हां. अच्छा. बरोबर. बरोबर. म्हणजे घरच्यांना चांगलं जास्त न सांगताच नुकसानाचे जे आहेत गोष्टी आपण समजावून दिल्या का एक आपलं चांगलंच काम होऊन जातं आणि तुम्ही जे उदाहरण दिलतं ते खूपच छान होतं मला वाटतं. कारण मुलांवर खूप सारा प्रेशर असतो आणि तो प्रेशर घरच्यांना समजावून सांगणं पण खूप जास्त महत्त्वाचं असतं रादर दयान तो स्वताःवर एकट्याने घ्यायचा बरोबर की नाही. पण काही लोकांना आहे ना, सगळ्या गोष्टी हाताळताना घरी किंवा कामामध्ये किंवा फ्रेंन्डसोबत एक थोडा सेल्फ कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे त्यांना खूप अवघड होऊन जातं, की नाही कसं बोलायचं? कारण त्यांना असं वाटतं, की आपली फ्रेंन्डशिप खूप भारीये आणि ना एका नाही मुळे ती तुटेल वगैरे. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? की नाही, नाही बोलणं हे खूप जास्त महत्वाचंय आपल्या स्वताःच्या मेंटल हेल्थसाठी सुद्धा. तर मग अशा लोकांना काही ट्रिक्स द्याल का तुम्ही? किंवा टिप्स द्याल का?
हं. हो. हो. बरोबर. हं. बरोबर. हो. नक्कीच. बघा. जर कोणी व्यक्ती असा विचार करत असेल, की नाही बोलल्यावरती आपली मित्रता तुटणार आहे. तर सगळ्यात पहिले हे समजून घ्यायचं, की ती मित्रता कधी होतीच नाही. कारण की मित्र हे आपल्याला समजून घेणारे असतात. ते असं काही जबरदस्ती म्हणून मित्रता ठेवणं हे फार चुकीचं असतं आणि जर का आपल्याला पटत नाही तर ती गोष्टीसाठी आपण नाही बोललंच पाहिजे. कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का असेल, ही आहे माणूस कुठल्याही कामाला हो तर बोलतो पण त्याला नकार देताच येत नाही. म्हणून त्याने नकार देणं शिकलं पाहिजे त्या गोष्टीमधनं आणि मित्र जर असेल तर त्याला अन् तो तर आपल्याच जवळचा व्यक्तीये. मग त्याला नकार देताना आपण कशाला घाबरायचं? नाही नाही आपल्याला नाही आवडतेय तर त्याला क्लिअर कट सांगायचं ना.
बरोबर. बरोबर. बरोबर. अ, तर मग काही लोकं मी असं ऐकलंय की अ, एखादा सल्लागार असतो किंवा काही लोकं कोर्सेस लावतात, बुक्स लावतात, त्या मी खूप लोकांना बघितलंय की त्यांना नाही बोलणं किंवा समोर स्वतःचे इमोशन्स सांभाळणं कठीणच होऊन जातं. मग अशा लोकांना तुम्ही अ, कोणते कोर्सेस किंवा कोणती बुक्स तुम्हाला माहिती आहेत का जी तुम्ही ॲडवाइज कराल त्यांना?
हं. हं. हं. बघा, जर असं असेल ना, तर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती काम केलं पाहिजे. आणि असे कोर्सेस त्यांनी बघितले पाहिजे, की ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन कोर्सेस किंवा बॉडी लँग्वेज कोर्सेस, याच्यावरनंही लोकांना आपल्याला दर्शवता येतं, की हा व्यक्ती ते काम करणार नाही किंवा इनडायरेक्टली आपण त्यांना कसं बोललं पाहिजे. या गोष्टीवरती बरेचसे बाजारामध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत. Youtubeवरती व्हिडिओस अवेलेबल आहेत. की आपण कुठल्या पद्धतीने समोरच्याला नाही बोलू शकतो आणि त्याच्याच रिलेटेड पुस्तकी आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती Youtubeवरनं भेटेल, सोशल मीडियावरून भेटेल, इंटरनेटवरनं भेटेल. की अ अशा सगळ्या प्लॅटफॉर्मचा आपण वापर करून निश्चितपणे आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो ह्या हॅबिटसाठी.
बरोबर. खूपच छान माहिती दिली तुम्ही आणि तुमच्या सोबत बोलायला मला खूप छान वाटलं आणि धन्यवाद.
धन्यवाद.